असं कधी झालं आहे का तुमच्या बरोबर, की एखादं संगीत तुम्हाला खूपचं आवडलं किंवा एखादा गायक किंवा एखादा चित्रपट, की ज्यामधले सगळे संगीत एकदम तुमच्या मनात घर करून गेले. तर मला सांगा, की तुमच्या आयुष्यातली अशी सर्वात आवडती संगीत आठवण कोणती आहे? जरा सांगणार का?
हं, हं. अगदी डिस्टिंक्टली आठवण आहे ती माझी. अ, मी कॉलेजमध्ये होतो. आणि मला अजूनही आठवतंय ज्या थिएटरमध्ये मी गेलो. आमचे तीन चार मित्र होते आम्ही गेलो आणि अ, मॅटिनीचा सिनेमा
हं.
म्हणजे तो स्वस्त असायचा आणि अ, पैसे नसायचे फारसे आणि कॉलेजच्या लेक्चरच्या वेळेसच असायचं. <chuckles> आम्ही 11:00 चा शो आम्ही गेलो.
हो ना. हं.
आणि तो सिनेमा इतका माझ्या मनावरती परिणामकारक झाला.
हां. हं.
की इंटरव्हलला मी माझ्या मित्राला विचारलं, काय रे? काढायचं का पुढच्या शोचं तिकीट इंटर इंटरव्हलला आम्ही बाहेर आलो आणि त्याच सिनेमाचं पुढच्या शोचं तिकीट पण काढलं.
<laughs> हं.
परत पूर्ण बघूया.
अरे वाह!
आणि तो सिनेमा. आता त्याची तुम्हाला थोडी बॅकग्राऊंड सांगू का?
हां. थोडंसं सांगा ना.
तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, जर मी हे तुम्हाला सांगितलं.
हं. हां. सांगा.
की हा सिनेमा ज्या माणसाने काढला, त्याचा हा सगळ्यात आवडता सिनेमा होता. आणि सगळ्यात मोठा फेल्युअर सिनेमा होता.
हां काय म्हणता?
या सिनेमामूळ, त्याचं मागच्या ब 12-15 वर्षामधलं सगळं इन्कम गेलं. त्यांना त्यांचा स्टुडिओ विकायला लागला. प्रचंड कर्ज झालं.
अरे बापरे!
जे सगळं आपण लावतो ना एखाद्या गोष्टीमध्ये.
हं.
जवळ-जवळ आत्मचरित्रासारखाच तो सिनेमा बनवला होता त्यांनी.
तुम्हाला विचारू का मी, काय आहे त्या चित्रपटाचं त्या सिनेमाचं नाव? आणि संगीत एवढं सुंदर, पण ती पिक्चरच अशी फ्लॉप गेली.
हो. सांगतो, सगळी ती स्टोरी अ, इंटरेस्टिंग आहे.
<chuckles>
त्या सिनेमाचं नाव, मेरा नाम जोकर.
अच्छा.
राज कपूर यांचा तो सिनेमा.
बरोबर. हो.
आणि त्यातली 13 गाणी प्रसिद्ध आहेत. म्हणजे अजूनही आपण बऱ्याच वेळा ती गाणी ऐकू.
हं.
खूप वेगवेगळ्या प्रकारची. एकतर त्याच्यात अ, एक रशियन, मग अ, सिमी गरेवाल आणि ती शाळेत त्याची टीचर असते मग हो, हो. तो काहीतरी शाळा बदलतो दुसरीकडे जातो तर ती एक अ, त्याची ओळखीची होते. आणि म्हणजे आडनिड्या वयातलं प्रेम, हे इन्फॅच्युएशन खरंतर, टीचरवरती असतं ते. हां. मग अ, अजून एक अ, स्त्री आणि मग ती अ, अ
बरोबर. अ, हो.
सर्कसमध्ये असतो तो. तर त्या सर्कसमध्ये त्याचं त्या रशियन कलाकार असते, तिच्यावर प्रेम बसतं. अशा 3 वेगवेगळ्या हिरोइन्स आणि त्याच्याशी रिलेटेड खूप सुंदर, सुंदर गाणी. आणि अ
हं.
कहता है जोकर, सारा जमाना, हे ते ते गाणं, कितीतरी गाणी ती सर्कसमधली गाणी. त्या काळची रशियातली प्रसिद्ध सर्कस घेऊन, खूप मोठा खर्च करून तो सिनेमा काढला होता.
बरोबर. हं. हां.
आणि अ, त्या सिनेमाच्या वेळेला राज कपूर थोडे फटकळ होते, स्वभावात. ते कपूर घराणं थोडंसं त्यावेळेला हां.
बरं. हो, हो. कळालं. हो.
तर अ, त्यांनी काही लोकांना दुखावलं होतं. तर डिस्ट्रिब्युटर्स असतात ना ते आणि काही अ, त्यावेळेचे म्हणजे शोले सिनेमाचे वगैरे लोक, त्यांना राज कपूरचा हेवा वाटायचा. त्यांनी सगळ्यांनी मिळून, ठरवून राज कपूरचा सिनेमा पाडला.
हं. बरोबर. हां. अरे बापरे! म्हणजे हे असं, त्यांचं आतमधल्या आतमध्ये असं, हे जसं आपण म्हणतो द्वेष, त्यामुळे हे असं घडलं. पण मला एक विचारावंस वाटत आहे तुम्हाला, की बघा आता तुम्ही या संगीत बद्दल सांगत आहात, त्याच्या गाण्याबद्दल सांगत आहात, तर तुम्हाला आठवते का, की म्हणजे ठराविक कुठली, कुठली गाणी होती? आणि ती म्हणजे तो आवाज आणि संगीतकार किंवा गायक, असं तुम्हाला काही त्याचं आठवत आहे का? किंवा कुठले सीन होते त्या गाण्यामध्ये, त्या संगीतामध्ये ते थोडं सांगणार का, तुम्ही म्हणजे त्या सिनेमा बघितला तर?
हां. नाही. पोटात द्वेष हं. हो, हो. सगळ्यात जास्त मला अ, अ, अ, त्याच्यातलं जे आवडलं ते, अ, तो एका जोकरचा मुलगा असतो. म्हातारी आई असते शिवणकाम करून वगैरे त्याला शिकवत असते.
हं.
आणि तिचं म्हणणं असतं, की "तू अ, ते जोकरच काम वगैरे करायचं नाही. कारण तुझे वडील तेच करतांना" अ, गेले.
बरोबर.
आ आणि त्यात खूप मोठी अशी ट्रॅजेडी असते. म्हणजे ते मुख्य जोकर असतात त्याला हं, अ, अ, 2 असतात ना प प्रयोग अ, ह्याच्यातले म्हणजे शो म्हणतात त्याला. तर
हं. हां. हं. हं, हं.
एक कलाकार असतो तो दुसरा कलाकार येतो तर ती तयारी करावी लागते. त्या कलाकारांच्या येण्याच्या मधला जो वेळ असतो त्याच्यात लोकांना अ, कंटाळा येऊ नये म्हणून जोकरच काम असतं, असायचं. पण काही-काही ठिकाणी जोकर आणि जोकरची खरी अ, अ, अ, गंमत अशी असते, की
हो. हो, हं.
हं तो पडतो, त्याचं चुकतं, लोक हसतात. पण तो जास्त एक्सपर्ट असावा लागतो त्यातला. जे करतो त्याच्यातला. कसं पडायचं, लागणार नाही अशा प्रकाराने अ, कसं वागायचं हे सगळं त्याला येत असतं. तर अ, काय होतं, की त्या अ, सर्कसमधला
बरोबर.
मुख्य अ, जोकर असतो आणि तो स्टेजवर जातो, म्हणजे सर्कसच्या आणि तिथे नेहमीप्रमाणे असं छाती धरून, "हो" त्याचा कोणीतरी असं त्याची अ, गंमत करतात ती. त्याचं हृदय काढतात वगैरे आणि मग ते हृदय कोणीतरी फोडतं. तर खोटं-खोटं म्हणजे तो फुगाच असतो. हृदय कसं काढणार? हां. मग ते हृदय काढल्यावरती हा असा वेदना होऊन गडाबडा लोळतो आणि सगळे लोक हसतात की अरे ह्याचं हृदय काढलं.
हो ना. हो, हो. हं. बरोबर. हो, हो. हं.
तर राज कपूरच्या वडिलांचं ॲक्चुअली तसं झालेलं असतं. त्यांना खरा हार्ट अटॅक येतो शोच्यामध्ये
अरे बापरे! हां.
आणि सगळे लोक हसतात ह्यात एवढ्या 10,000 लोकांसमोर हार्ट अटॅकनी ते तळमळतात सगळ्यांना वाटतं अरे काय रिअलिस्टिक ॲक्टिंग केली.
हम्म.
आणि कोणी मदत करत नाही अन् ते मरतात.
अरे बापरे!
तर हे त्या ट्रॅजेडीतनं सिनेमाची सुरुवात आहे आणि मग अशा त्या पेटीमध्ये त्या जोकरची ती बाहुली ठेवलेली असते.
हम्म.
आणि ह्या सिनेमात काय होतं, की अ, तो शाळेत असतो, मग तिथे कुठेतरी ट्रिपला गेलेलं असताना की पिच्चरचक अंगावरती पाणी उडतं, मग ती पलीकडे जाऊन कपडे बदलते. तर
बरोबर. हं.
हा, चुकून तिकडे जातो आणि असं बघतो. तर त्या शाळेतल्या मुलाला मग काय कळत नाही आपल्याला असं काय होतंय वळतंय वगैरे.
बरोबर. हो. हम्म.
मग त्या दुसरीच्या तो प्रेमात पडतो, तर ते अगदी तिच्या नवऱ्याला कळत असतं, की हा "टीचर टीचर आप ये कीजिए, टीचर टीचर आप वो कीजिये," तर अ, तिचा नवरा तिला सांगतो, "अगं, तू टीचर म्हणजे तो तुझ्या प्रेमात पडला आहे. पण तो लहान मुलगा आहे, तर सांभाळ त्याला. अ, असं त्याला दुखवू नकोस. पण त्याला सांग, की 'असं वागणं बरोबर नाही, तू असं सारखं येणं बरोबर नाही.' असं, हां. सांभाळून घे त्याला." आणि सिनेमाच्या शेवटी तो म्हणतो, की "मी एक शेवटचा शो करणार आहे."
हां. हां. हं. बरोबर. हो. हं.
तर तुम्ही सगळ्यांनी या आणि ये मैं हूँ. असं म्हणून ती एक खुण म्हणून तो ती बाहुली असते जोकरची ती.
अच्छा. हं. बरोबर.
ती अशी छान पॅक करून तो त्या तिन्ही हिरोईन ना पाठवतो आणि मग त्याच्यात तो शेवटचा त्याचा जीवनातला शो असतो त्याला ते सगळे येतात.
बरोबर.
आणि खूप बँड, मोठमोठं संगीत, विनोदी गोष्टी हे सगळं तो खूप छान त्यांनी केलं. मी खरं तर चार्ली चॅप्लिन हा राज कपूरचा अ, प्रेरणा होती आणि हां, म्हणजे तुम्ही जर हं.
हो ना. अरे वाह! पण मला बघा ना, ये मला तुम्हाला हे विचारावसं वाटत आहे, की त्या क्षणी जेव्हा तुम्ही हे चित्रपट बघितला, तुम्ही हे संगीत ऐकलं, तर तुमच्यात असे काय बदल आले? म्हणजे तुम्हाला असं आपण म्हणतो ना, की काय बदलून टाकलं तुमच्यात? म्हणजे तुमची भावना, का दृष्टिकोन किंवा आयुष्यातले काही निर्णय असे काही वेगळे झाले का? हे बघितल्यावर किंवा ह्याचे संगीत ऐकल्यावर?
हो, खूप मोठा इम्पॅक्ट झाला माझ्यावर.
हां.
मला ते राज कपूरचं सगळ्यांसमोर ते व्यक्त करणं जे आहे ना, त्यातनं झटकन कळलं.
हं.
मला हे कळलं की अ, तुम्ही कितीही लोकांमध्ये आणि समोर असलात ना तरी शेवटी जीवनात तुम्ही एकटे असता.
100%
आणि ही गोष्ट मला 17व्या 18व्या वर्षी कळली, त्यामुळे त्या सिनेमाचे आभार आहेत.
हं. हं. बरोबर.
आणि खूप-खूप मोठं-मोठं म्युझिक आणि या सगळ्यामध्ये सुद्धा ना अ, जीवनात तुमचा स्वतःचा जो दृष्टिकोन असतो. तोच अ, कळतो. म्हणजे मला शब्दात सांगता येत नाही. अ अ, आपल्याला कसं वाटतं ना की राजा होता, एक राणी होती.
अगदी बरोबर.
आणि देन दे लिव्ड हॅपिली एव्हर आफ्टर. हे फक्त पुस्तकात असतं, खऱ्या जीवनात नसतं. खऱ्या जीवनात वर, खाली सगळं असतं. आणि अ, अ, खरं प्रेम अ, किंवा प्रेमाचं व्यक्तीकरण असतं ना ते तुमच्या पूर्ण न झालेल्या प्रेमामध्येच असतं. <chuckles>
हं. हो ना. हो, हो, हो. हं. अगदी बरोबर.
हो, म्हणजे मी शाळेमध्ये असताना, 2री पासनं 10 वीपर्यंत माझ्या वर्गात एक मुलगी होती.
हं.
आणि अ मी नंतर म्हणजे एक दोनदाच, तिने बर्थडेला मला शेक हँड वगैरे केला असेल. पण त्याखेरीज कधीच काही अ, आम्ही पण तिला इम्प्रेस करावं ही प्रेरणा मला खूप होती.
हो. हम्म.
आणि ती गोष्ट बरोबर कनेक्ट झाली राज कपूरच्या त्या सिनेमाशी.
हां.
आणि शक्यच नव्हतं म्हणजे त्या मुलीबरोबर, एक तर अ, दोघं वर्गात म्हणजे आम्ही एकाच वयाचे आहे ना, नवरा जरा मोठा असतो ना वयाने जनरली.
हं. <laughs> अहो काय? काही नाही राहिलं तसं आता. <laughs>
<chuckles> त्यामुळे ते, हां. ते शक्य नव्हतं. <chuckles> <laughs> नाही तुम्ही फ्रान्सच्या पंतप्रधानाचं सांगू नका मला. <laughs> त् य त त्याची बायको काहीतरी 26 वर्षांनी मोठी आहे. <chuckles>
हो, हो. <chuckles> मग ह्यात, आज पण जेव्हा बघा ना, तुम्ही जेव्हा, हे तुम्ही हे गीत ऐकता, हे संगीत ऐकता तुम्ही, म्हणजे त्या चित्रपटाचे आणि त्या वेळेसचे तर तुम्हाला, पहिली गोष्ट तुम्हाला हे विचारायच आहे की तुम्हाला ऐकायला मिळतं का? आणि जेव्हा तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करता, तुमच्या मनात काय विचार चालू असतात म्हणजे तुम्हाला असं रडावसं वाटतंय का? असे काही भावनात्मक गाणे आहेत का नाचावसं वाटतंय? का एखाद्या व्यक्तीशी बोलावसं वाटतंय?
हं. अ, खूप खोलवरची गोष्ट सांगतो तुम्हाला. मला पण असा मला त्यातनं प्रेरणा अशी मिळाली, की आपण स्टेजवरचा एक आर्टिस्ट आहोत असं जीवन जगलं पाहिजे.
हं. हं.
आणि त्या राज कपूरचा जो शेवटचा सीन आहे ना, तो सीनच मला परत पहिल्यापासून बघायचा होता. तो बघितल्यावर परत सिनेमा पहिल्यापासून बघायचो आणि तो म्हणतो की जीवन आहे 3 स्टेजेसच नाटक.
बरोबर. हां.
पहिलं बालपण, मग तारुण्य, मग म्हातारपण आणि ह्या प्रत्येक स्टेजमध्ये अ, मग त्याच्यात त्याचं ते खूप मोठं भाषण आहे ते. आणि तो ते स्टेजवरती असं करत असतो. गंमतशीर केले ते. पण त्याच्यातनं जे म्हणायचंय ना, की अ, ऊ
हो.
ऊपर नहीं नीचे नहीं, आगे नहीं, पीछे नहीं, ऊपर भी नहीं, नीचे भी ये भाई! जरा देख के चलो. हां, असं ते गाणं आहे आणि ते देखके चलो म्हणजे ते फक्त चालण्याबद्दल नाही बोललेलं, जीवन कसं जगायचं त्याबद्दल बोललो आणि तिथनं तिथनंच मी अ, कॉर्पोरेट ट्रेनर किंवा खूप लोकांसमोर परफॉर्मिंग आर्ट किंवा अशा प्रकारचं काही करणारा व्हायची मला प्रेरणा मिळाली आणि मी ते झालो.
अगदी बरोबर. बरोबर. हं. आठवतं. हं. अगदी बरोबर. हां.
आणि मला अ, मला तसंच एक वाक्य अ
समजलं. हं.
चार्ली चॅप्लिनचं, म्हणजे राज कपूर, चार्ली चॅप्लिन सगळ्यांचं तेच हे होतं.
हं.
चार्ली चॅप्लिनचं व एक वाक्य आहे. "आय अ, लाइक टू क्राय..." "इन द रेन, बिकॉज नो वन कॅन अ, सी मी क्राईंग."
हं. बरोबर.
मला वाटतं मी काही शब्द पुढे-मागे केले. पण
हो. नाही. बरोबर, हो.
एक खूप अ, महत्वाचं आहे की अ, चार्ली चॅप्लिन सारखा विनोदी म्हणून प्रसिद्ध माणूस
बरोबर.
हा अ, रडण्याबद्दल बोलतो. खूप त्याचं ट्रॅजेडी होती.
त्याच दुःख. हो.
खूप दुःखी माणूसच ना, दुसऱ्यांना हसवायचं काम करू शकतो. आणि जीवनाचं सगळ्यात मोठं मोल काय आहे? "किसी की मुस्कुरहटो पे हो निसार. किसी का दर्द मिल सके तो ले उधार. जीना इसी का नाम है."
त्याचे अश्रू. हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. किती सुंदर! किती म्हणजे तुम्ही किती डेप्थमध्ये जाऊन ह्या गोष्टीला तुम्ही अ, ह्या बद्दल तुम्ही चर्चा केली आणि जसं म्हणजे त्या चित्रपटाबद्दल तुम्ही सांगितलं पण त्याच्याशी तुम्ही त्याचा जो संगीत आहे, त्याचे शब्द आणि ते जीवनाशी पण किती जुडलेलं आहे आणि त्याचा खोल अर्थ, म्हणजे खूपच, खूपच सुंदर वाटलं मला आज तुमच्याशी बोलून आणि मला आशा आहे, की आपण परत नक्कीच भेटूया, परत बोलूया. तुम्हाला खूप धन्यवाद या संवादासाठी.
तर हो भेटूयात परत कधी. अ, इतकं मनातलं बोलायला मिळालं की छान वाटतं. व्यक्त होणं हाच आनंद आहे माझ्यासाठी. <chuckles> ओके. थँक यू. बाय.